हो नक्कीच मला आवडेल सांगायला. म्हणजे बघा ना, आमच्या घरामध्ये अ, मुलं आणि तंत्रज्ञान यामध्ये ना, आम्ही थोडंसं एक अ, अंतरच ठेवतो. कारण बघा ना, लहान मुलांवर ना तंत्रज्ञानाचा म्हणजे जेवढा चांगला उपयोग होतो किंवा चांगलं म्हणतो ना आपण, चांगला वापर होतो तसंच वाईटही वापर होतो. हो, तर मी आमच्या घरातलाच एक प्रसंग सांगते तुम्हाला हो, हो. तर एकदा ना, म्हणजे आमच्या घरामध्ये मुलं आणि तंत्रज्ञान यांचा खूप म्हणजे म्हणजे खूप मोठासा विषय, गंभीर म्हणता येईल प्रसंग झाला. अ, हो, म्हणजे एकदा काय झालं की, म्हणजे अ, लक्षात आलं माझ्या की मुलं मोबाईल काढून अ, म्हणजे असं आपण जेव्हा ते अ, जेवत असतात ना, तेव्हा आपण त्यांना मोबाईल वगैरे लावून देतो आणि तेव्हा ते काढून घेतलं मी आणि ते म्हणजे असं खूप चिडचिड करायला लागलं किंवा असं वेगळंच बिहेव करायला लागलं हो, तर मग अ, तेव्हा मला समजलं की इथे समतोल चुकतोय आपला, की तेव्हापासून देऊ की नको, म्हणजे यापेक्षा कसं काय करावं ना, हा प्रश्न माझ्यासाठी खूप मोठा उभा राहिला.
हो अगदी खरंय. सांगा बर काय चालतं बरं? हो. अरे! हो, अगदी खरं आहे. मग त्यानंतर काय केलं, मग तुम्ही कसं ते समतोल राखला?
हो, मग मी त्याच्यानंतर काय केलं, आपली टीव्ही थोडीफार लावून दिली किंवा मग अ, जसं जेवायच्या वेळेस झालं किंवा मग अ, आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट आपण काम करतोय तेव्हा मोबाईल लावून द्यायचं. हो, त्यानंतर दुसरं लॅपटॉप झालं, टीव्ही म्हणजे भरपूर असे तंत्रज्ञान असतात ना, जसं व्हिडिओ गेम्स पण असतात बघा. हो, व्हिडिओ गेम्स पण असतात, तर ते पण एक एडवान्स-एडवान्स अ, म्हणता येईल त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीस निघल्यात व्हिडिओ गेम्समध्ये पण. तर अ, तेव्हा मला कळल्याच्यानंतर मी थोडं-थोडं ते कमी करणं चालू केलं म्हणजे थोडी चिडचिड होत होती मुलांची पण अ, जेव्हापासून ते समजलं मला तेव्हापासून मी ते कमी करायला लागलो.
हो, हो. अगदी खरं आहे. हो गॅजेट्स असतात आप हो, अग अच्छा.

हां, अगदी खरं आहे. म्हणजे या गोष्टी आपण नक्कीच अ, पाहिल्या पाहिजे. पण बघा ना, कारण की कोणकोणती मुलं असतात अ, आईकडून, अ, वडिलांकडून मोबाईल घेतात, पालकांकडून आपल्या आणि ते अभ्यास सोडून त्यांचं भलतंच काहीतरी चालू असतं. म्हणजे आता जे अ, यंग यंग जनरेशन आहेत, जे 6वी च्या पुढचे जे मुलं आहेत. मग अशा गोष्टींकडे कसं आपण लक्ष दिलं पाहिजे, की त्या चुकीच्या मार्गावर नाही जायला पाहिजे? तुम्हाला तुम्ही सांगू शकता काही?
हो. हो. हो. हो. हो, नक्कीच. मला आवडेल सांगायला. म्हणजे कधी-कधी कसं होतं माहिती आहे का, की आपण ना, त्यांचा क्लास आहे किंवा ते अभ्यास करत आहे म्हणून त्यांना मोबाईल देऊन टाकतो आणि आपल्या-आपल्या कामाला लागतो. तर अ, मला असं वाटतं, की आपण जेव्हा त्यांना मोबाईल देतो म्हणजे जास्त वेळ येतो ते अभ्यास 1-2 तास, तर मला असं वाटतं की आपण तेव्हा 2 तास का होईना त्यांच्यासाठी टाईम काढला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्यालाही कळेल, ते नेमकं करता काय त्यामध्ये? अभ्यासच करताये? का गेम खेळताये? किंवा व्हिडिओ बघताये? म्हणजे आपल्याला त्यांच्यावर एक म्हणता येईल, की एका प्रकारचं लक्ष ठेवता येईल म्हणजे जेणेकरून त्या अ, वाईट गोष्टी किंवा मग दुसरे काही ॲप्लिकेशन किंवा फालतू वेळ म्हणजे वाया घालवणार नाहीत आणि अभ्यासच करतील त्यामध्ये, असं मला वाटतं.
हो. अगदी खरं आहे.